बरोबर, बरोबर. पण सपोज अ, आपल्याला सुरुवातीला जर कळलं की अ, असं-असं केलं तर मग आपण ते काय त्याला म्हणूया आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेतो, 10 मिनिटाचा ब्रेक घेतो. ह्या ज करून पण स सपोज काही लोकांना होऊ शकतं नाही का. पुढचे आजार जसे आपण ब्लड प्रेशरपासून सुरुवात करूया. तर ब्लड प्रेशरची जी सुरुवात जर झाली तर तेव्हाही तो त्या अ, सायकलला थांबवू शकतो किंवा काम बदलून थांबवू शकतो का?
हां. हो. हो. हां, थांबवू शकतो पण कसं आहे ब्लड प्लेशर म्हटलं तर मग अ, काय होतं अवघड होऊन जातात गोष्टी विशेषतः जर तुम्हाला अ, त्या गोळी वगैरे घेता घ्यावं लागते मग बीपीची नाही का त्याच्यावर डिपेंड राहावं लागतं मग अ, ती गोळी नाही असली तर मग कसं तरी कासावीस होणार अ, जीव. हे बघा आपल्या आयुष्यामध्ये शरीराची. पण एक स्टेज असते. त्या स्टेज जर क्रॉस केलं ना, ते रिव्हर्स करणं अ, अवघड होतं त्याला इरिव्हर्सिबल म्हणतात म्हणजे रिव्हर्स नाही करू शकता तुम्ही मग. कमी करू शकता पण रिव्हर्स नाही करू शकत. म्हणून तर म्हणून तर असं म्हणतात ना, "प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर," नाही का. म्हणजे तुम्ही सगळं होऊन गेल्यानंतर आता म्हणताय नाही मला हे रिव्हर्स करायचंय. म्हणजे बोलायला सोपं वाटतं, <chuckles> पण करायला गेल्यावर नाहीच होतं. अ, बायोलॉजी आपली तशी नाही चालत ना. <chuckles> म्हणजे शरीरच तसं डिझाइन झालेलं आहे आपलं नॅचरली.
अच्छा. हे हां, हां, हां, हां. करेक्ट, करेक्ट. अवघड होतं. हां, हां. पण रिव्हर्स नाही करू शकत. बेटर दॅन क्युअर बरोबर. हां, हां. हं, हं, हं. करायला गेले तर हां. करेक्ट, करेक्ट हो.